एकटे प्रवास करताना प्रत्येक क्षण नवी अनुभूती देतो, स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि शोधाची रोमांचक भावना. पण कधी-कधी या प्रवासात आपण रस्ते, दिशा किंवा ठिकाण हरवून बसतो. अशावेळी घाबरून न जाता शांत राहणे, परिस्थितीचा विचारपूर्वक सामना करणे, आणि योग्य निर्णय घेणे हेच खरे कौशल्य असते. तर अ, तुम्ही कधी एकट्याने प्रवास करवताना हरवलात का? आणि त्या अनुभवाबद्दल थोडं सांगा ना?
अ, हां, अ, तसं मी हरवलं आहे एकदा आणि त्यावेळेस अनुभव माझा थोडा खराबच आला. कारण की म्हणतात ना, एकट्याने हरवणं थोडं नवीन जागी खूपच अवघड होऊन जातं. कारण की आपल्याला काही माहीत नसतं त्या जागेचं. आणि अ, आयडिया नसते काय करायला पाहिजे काय नाही? आणि असं झालं माझ्यासोबत की मी एकट्याने हरवलं ना, त्यावेळेस माझ्याकडं हां, मोबाईल पण नव्हता.
हं. हो. अच्छा. म्हणजे मोबाईल नव्हता म्हणजे कधीची गोष्ट आहे ही?
आणि अ, आत म्हणजे काही वर्ष आधीचीच आहे लांबची नाही आहे, एक 2 वर्ष आधीचीच आहे आम्ही फिरायला गेलो होतो.
ब अच्छा म्हणजे त्यावेळी अ, म्हणजे मोबाईल असायचे ना जनरली सगळ्यांकडे?
नाही मोबाईल असायचे नाही, अ, होतेच पण विषय काय झाला ना, की अ, आम्ही सगळे एका मंदिरात गेलो होतो.
अच्छा. हां. हां.
आणि तिथं अ, काशीच मंदिर आहे ना तिथं, तर त्या हां काशी विश्वसनाथ हां तिथेच गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर असं झालं, की माझ्या घरचे आहे ना परात दर्शन करण्यासाठी सगळे रिवर्समध्ये गेले.
काशी विश्वनाथ का? बरं.
आतमध्ये वी-आय-पी एन्ट्री काय ओपन केले त्यांनी, तेवढ्यात ते परत गेले जवळनं दर्शन घ्यायला.
म्हणजे दर्शन करून अ, पुन्हा दर्शन करायला गेले का तिथे?
हां रिवर्समध्ये.
अच्छा, बरं.
आणि त्यामध्ये काय आहे ना मी जरा थोडा शाय आहे. तर अ, त्यामध्ये मी नाही गेलो आणि मग मी मला घरचे म्हटले की ये-ये-ये परत इथनं रिवर्स जाऊ, तर त्यापर्यंत अ, ते बंद केलं त्यांनी.
हां. बरं. हां. म्हणजे अ, दरवाजा बंद केला मेन दरवा
हां तिथला परत रिटर्नसाठी नाही का आणि जो फसलो मी की आता अ, काशीचं जे मंदिर आहे ना, तिथं बाहेरच्या साईडला मी जिथं गेलो, तिथं एक तर मला खूप लांबन जावं लागलं आणि माझ्या चपला होत्या दुसऱ्या ठिकाणी. हां
हां. हां. हां. हां.
माझा मोबाईल होता एका लॉकरमध्ये एका दुकानामध्ये. घरच्यांच्या पण होते आणि चावी त्यांच्याकडच. आणि इश्यू असा झाला की मला तिथं जायचा रस्ता माहीत नाही, कारण की मी दुसऱ्या साईडनं गेलो. घाटाच्या साईडनं येतो ना रस्ता तिथून आणि तो भलत्याच ठिकाणी अ, जात होता. म्हणजे बघा ना मेन एंट्रीवरनं येतात ना तिथून नाही आलो मी. मी मागच्या साईडनं दुसरी एंट्री तिथून अ, तिथून मला जावं लागलं. तिथून सगळ्या गल्ल्याच गल्ल्या छोट्या-छोट्या. कुठली गल्ली कुठे चालली आहे, काय चालली आहे? काहीच कळना आणि बिथरलो. मोबाईल असता तर कमीत कमी काहीतरी घेतली असते हेल्प. नाही का?
अरे देवा! हां. हां, बरं. बरं. अरे बापरे! आह. हां, म्हणजे काहीतरी कोणाशी संपर्क झाला असता ना?
हां. आणि झा व्हायलासुद्धा माझ्याकडं आणि त्यांच्याकडं दोघांकडं मोबाईल हवा.
हो, मग अ, मंदिर व्यवस्थापन व्यवस्थापनाच्या म्हणजे कमिटीशी वगैरे तुम्ही संपर्क करायचा प्रयत्न केला किंवा तिथल्या किंवा जे म्हणजे काही असतात ते साधू म्हणा काही?
गा कारण की चावी माझ्याकडं. हां, त्यांच्याकडे जायलासुद्धा मला हां रस्ता तर पाहिजे. कारण की मला कळंना मी कुठं आलो? बाहेर निघालं मला तर बाहेरनं रस्ता असेल कुठून जायला घर तिथं घरच्यांपर्यंत. नाही का? मला कुठं सापडतंय आणि झालं फसलो मी.
हां, बरोबर. हं, हो. घे.
आता काहीच कळना काय करू काय नाही. मग किती वेळ इथून-तिथून फिरलो आणि काहीच कळना. तिथं मी पोलिसवाल्यांना म्हटलं, "बाबा असं असं जायचंय." ते म्हटले, "नाही! आता इथूनपण जायला रस्ता नाही. तुला पुढून तिकडून जावं लागल. कारण की रस्त्याच्यामधी मंदिर आहे आणि हा रस्ता वेगळा आहे आणि तो रस्ता वेगळा आहे."
अरे बाप रे! हां. हां. हां, बरोबर. पण मग मग अशावेळी तुम्ही पहिली गोष्ट काय करता? म्हणजे नेमकं घाबरता की थोडंसं शांत होण्याचा प्रयत्न करता, म्हणजे जज करायचं हां.
आणि पायगडा ना पैसे अ, नाही मी आनंदी होतो. <chuckles>
<chuckles> बापरे! ही तर वेगळीच म्हणजे प्रतिक्रिया आहे, <giggles> वाह! म्हणजे आश्चर्य वाटतं मला. हां.
<chuckles> अ, हां, म्हणजे अ चला म्हटलं, अ करी अरे काहीतरी, काहीतरी झालं घरच्यांपासून जरा एकांत भेटला मला, नाही का? आणि मी जास्त टेन्शन घेत नाही, मी एकदम अ, चिल माणूस आहे. फक्त थोडं म्हणतात ना, अरे ते मला त्यांचं टेन्शन होत होतं, कारण की मी तर कुठेही कसंही पोहचून जातो. ते कुठं पोहोचणार आहे? हरवलो मी आहे, पण तरी <giggles> गाडीचा ड्रायव्हर मीच आहे. <giggles> कारण की गाडी चालवत मीच घेऊन गेलो त्यांना एवढ्या लांब. तर मग ते कसं जाणार? कुठं जाणार? हं. अन् गाडी पण
हां, हां. अच्छा. बरोबर. <chuckles> अच्छा. ओके, हां. हो, पण मग अ, तुम्ही तर अ, म्हणजे काही आनंदी होता, मग ते घरच्यांना काय वाटलं असेल त्यावेळी मग?
घरचे टेन्शनमध्ये होते, "अरे आता हा कुठे हरवला? काय करायचं?" नाही का? आणि अ, माझ्याकडं त्यावेळेस काहीच नाही, नकाशा नाही, काहीच नाही. आणि मग कसा बसा इकडून-तिकडून मी उडया टाकून, परत त्या भिंतीवरनं उडया टाकून त्या मंदिरात जिथं ते होते तिथं गेलो.
हो. हो. अरे, म्हणजे फायनली म्हणजे गेला म्हणायचं तिकडे, असं काही ना काही शोधत हां, हां म्हणजे कसं म्हणजे लकचं म्हणायचं तुमचं आणि तुम्हाला हां म्हणजे देवाची कृपा म्हणायची आणि असं म्हणजे एकदमच नवीन होता का तुम्ही त्या ठिकाणी?
हां, हां, हां, हां, पण तिथं ते नव्हतेच. हां. हां पण हां, पं पहिल्यांदाच गेलो होतो आणि मी तिथं पोहोचले होते जिथं होते त्या साईडला. म्हणजे तिथं नव्हते ते तिथनं कुठेतरी भलत्या ठिकाणी गेले होते मला शोधायला. <chuckles> मग अजून टेन्शन. आता एवढ्या मोठ्या मंदिर ते. खूपच मोठं आहे ते आणि तिथं शोधू कुठं?
हां. <laughs> आई ग! हां. हो, हां. हो ना आणि मग आणि अशा अनोळखी ठिकाणी अ, म्हणजे असं डोकं गोल-गोल गर-गर होत असेल ना? म्हणजे काय म्हणजे नेमकं करावं. पण तुम्ही शांत राहता हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये पण.
कारण की इथं दिसे ना तिथं दिसे ना. <chuckles> न नाही माझं हां माझं डोकं गर-गर कर ना, पण माझ्या ते डोक्यात गाणं चालू लाग ना. नाही का ते इथं दिसं ना तिथं दिसं ना शोधू कुठं? <chuckles> हां, मला अ, खूप शोधलं. मग नंतर ते लांब दिसले मला हां आणि मग ते वाटलं हां दिसला होय बाई दिसला <chuckles> हां, मग मी तिथं
हो. दिसं ना, शोधू कुठं? हां. <chuckles> दिसले बाबा एकदा ते. हो ना मग अ, तुमच्या मते मग अ, हरवल्यावर अशी महत्त्वाची गोष्ट कोणती असते? म्हणजे आता तुम्ही अ, इकडे-तिकडे फिरला, हे केलं मग ते तुम्हाला मिळाले. म्हणजे शोधून तुम्हाला सापडले. पण काही-काहीना सापडत नाही ना. मग मोबाईल, नकाशा किंवा स्थानिक लोकांची मदत. असं काय उपयोगी पडतं म्हणजे नेमकं तिथे?
हो. बघा सगळ्यात पहिलं पोलिसांची मदत घ्या, स्थानिक लोकांची मदत घ्या, नाही का? सगळ्यात पहिलं तर पोलिसांचीच घ्या.
हां. पोलिस हो बरोबर हां.
हां.
म्हणजे हरवलेले आहेत किंवा काय असं म्हणजे सांगू शकता ना तुम्ही आणि अगदीच हरवले तर मग अ, मिसिंग कंप्लेंटपर्यंत पण जात असेल ना ते?
हो, हो, हो, हो, नाहीतर तुम्हाला तुमचं 24 तासानंतर.
24 तासानंतर. brn
हां, म्हणजे अ, बघा. अ, कसं आहे, सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचं हॉटेल कुठे आहे ते माहीत पाहिजे. मग तिथं तुम्ही पोहचा, है ना?
हां. बरं. हां, नक्कीच, म्हणजे त्याचा पत्ता वगैरे माहित पाहिजे.
हां, हॉटेलचा अ, पत्ता माहीत असला तर तुम्हाला अ, म्हणतात ना ते अ, सोप्प पडतं कधीही, की अ, म्हणतात ना अ, सापडणं.
हां. सापडणं हां. शोध, हां म्हणजे शो बरोबर.
है ना, तिथं जाऊन पैसे देऊ शकता वगैरे, पण त्यात तेवढी
हां, म्हणजे इकडून-तिकडून अंदाज काढून पत्ता लावून तुम्ही तिथे पोहोचलं पाहिजे, म्हणजे ॲट लीस्ट ते तरी माहीत पाहिजे, हां.
हां, हां, हां. आता इश्शु काय होता ना की त अ, जसं ते बनारसच्या गल्या आहेत, सगळ्या गल्ल्या, तर एवढ्या गल्ल्या छोट्या-छोट्या ना, की कुठं-कुठं तुम्ही निघाल ते माहीतच नाही पडणार. नवीन माणसाला तर सापडणं मुश्किलच आहे, एवढ्या छोट्या गल्ल्या आणि खूप साऱ्या गल्ल्या आहेत तिथं. म्हणजे अ, हरवला तर हरवला. <chuckles> तिथल्या लोकलचीच मदत घ्यावी लागते. <chuckles>
हां. गोल, गोल, गोल, गोल. हां. अच्छा. असं, अच्छा. मग लोकलची. मग स्थानिक लोकं कशी आहेत, म्हणजे सपोर्टिव्ह आहेत का? म्हणजे मदत करतात, धावून येतात का मदतीला? म्हणजे आता तुम्ही अ, ठीक आहे, तुम्ही कूल राहता, पण सगळेच असे कूल नाही राहू शकत. म्हणजे घाबरतात, कावरे बावरे होतात. मग अशावेळी ती लोकं कशी मदत करतात?
हां, हां. बघा, लोकं तर सगळे चांगलेच असतात. आपण चांगलं असलं तर जग चांगलंय. तर, अ हां, लोकं चांगलेच होते. पण मी कधी कुणाला मदत नाही मागितली. मी कसं शोधलं घरच्यांना. मला माहिती आहे कसं शोधायचं, सर्वाइवल स्किल काय आहेत? ते कुठं जाणार आहेत? मला माहिती आहे. तर, त्या जागेला पोहोचायचा प्रयत्न केला मी. पण अशा वेळेस कुणी हरवलं तर सगळ्यात पहिलं हे करू शकता की, अ, लोकलची मदत घ्या.
हो. हां. हां. हां. हां, हॉटेलचा पत्ता. हां, शोधा.
सापडा, कसं काय असेल ते हां, हां. कारण की ते शोधा, ते शोधलं, तर तुम्ही अ, इझिली, नाही का? अ, सापडू शकताय कोणालाही. आता माझ्यासोबत
हां. आणि नकाशा, नकाशाबद्दल काय? म्हणजे नकाशा पण म्हणजे हा अ, बाळगावा का? का तो हां.
अ, बघा, मी जिथं गेलो होतो ना, तिथं नकाशा पण काही काम करणार आहे? है ना? आपल्या भारतात नकाशा काम करत नाही, खरं म्हणायला गेलं तर. है ना? अ, बाहेरच्या देशात काम करतं, आपल्या इथं नाही करत. कारण की आपल्या इथं कुठं नाव, न गाव असं आहे, जे असतात सगळे. तिथं तसं नसतं.
अह! हो, हां. नाहीये, हो. हां. हो ना. हां, म्हणजे असा म्हणजे अगदी अ, डॉक्युमेंट्स सारखा असा नकाशा, म्हणजे काही कागदी नकाशा वगैरे असंही नाही युज होत का मग त्यावेळी? अच्छा.
नाही. आपल्या इथं नसतं, तो एरिया मॅप चांगला. मला तर नाही सापडला कधी. पण तुम्ही अ, लोकलचीच मदत घ्या. तुम्ही हाय त्या पोलिसांची मदत घ्या, नाही का? कोणाचा नंबरवरनं लावून अन् तुम्ही तुमच्या हॉटेलला पोहचा. या जिथं लोकं तुम्हाला माहिती थांबलेले आहेत, तिथं पोचा, गाडीपाशी पोचा. ते तुम्हाला जास्त सोप्पं राहील आणि फास्ट राहील, आहे ना?
हां. हां. हो. हां. फास्ट राहील, हो. म्हणजे फास्ट डिसिजन घेता येणं पण महत्त्वाचं आहे आणि लवकर, लवकर सुचणं पण महत्त्वाचं आहे. मग अ, तुम्ही
हां. हो, शांत रहावा. बघा, शांत. कधीही शांत राहिलेलं चांगलं.
शांत राहिल्यामुळे उपाय सुचतात, नाही का? म्हणजे आणि चिड-चिड केली, कावरं-बावरं झालं, तर मग अजून गोंधळ वाढत जातात, नाही? असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला त्यातून? हां, हां. मग प्र
हो, हो, नक्कीच. हां, हां, हां. तेच म्हणायचे मला. गोंधळ हो, करू नका. तुमच्या घरच्यांचे नंबर पाठ ठेवा. जेणेकरून आता माझ्या केसमध्ये तर होतं की फोन हरवलंय, नाही का? अ, फोन सगळे लॉकरमध्ये ठेवून जावं लागलं होतं आम्हाला मंदिरामध्ये आणि दुसरी गोष्ट चा ती चावी माझ्याकडं होती. <chuckles> आणि मग ते कसं काय मला शोधणार ना?
आणि मग हां. हो. मंदिरामध्ये, हां. फोनचं काही हां. हां, हं. बरोबर आहे की. हां, मग ते अ, प्रवासात, मग अ, तुम्ही असं, मग सुरक्षित राहण्यासाठी म्हणजे तुम्ही म्हणजे नेमकी काय काळजी घेता? मग असं, म्हणजे असं काही होतं? हां.
आणि शोधलं तरी मी काळजी मी काळजी ही घेतो, की स सगळ्यांनी एकमेकांचा हात धरून चाला.
बरोबर.
है ना? म्हणजे एकदा असं पण झालं गणपतीच्या गर्दीत आम्ही हरवलं होतो.
हां. हां, हं.
अ, आमच्या पुण्याला गणपतीला खूपच गर्दी असते. एवढी गर्दी की कोणी अ, पायच अ, ठेवू शकत नाही. एवढी गर्दी असते त्या झुंबडमध्ये गेलो की, आणि तिथं एकदा हरवलो होतो.
बरं. पुण्याच्या गणपतीचं म्हणजे तुम्ही अ, असं दगडूशेठ बद्दल बोलताय का कुठल्या सारसबागेचा सांग
सगळं-सगळं तिथला एरिया आमचा अल्का टॉकीजचा एरिया असतो मेन. तिथं लक्ष्मी रोडवरनं जेव्हा तिथं घुसतो अ, टिळक रोडवरनं, तर तिथं सगळं जाम असतं सगळीकडनं, नाही का? आणि त्यावेळेस अ, मित्र-मित्र, आम्ही गेलो होतो सगळे, आणि तिथं हरवलं होतो, नाही का, सगळे. आणि तिथं मग आता आम्ही अ, मोबाईल नव्हतो घेऊन गेलो, कारण की
हां. हां, हो बरोबर. अरे! <laughs> हां, पण अ, हां, ते तर तुमच्या म्हणजे गावातलीच गोष्ट होती ना? म्हणजे असं की नाही म्हणजे सगळं अनोळखी होतं?
<chuckles> नाही. गावातली होती. पण मित्र गावातले नव्हते, मित्र दुसऱ्या गावातनं आले होते बाहेरनं. मग त्यामुळं त्यांना शोधणं गरजेचं होतं मला. मग मी त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही कधीही हरवला तर अ, एक स्पॉटपाशी येऊन थांबा.
अरे बापरे! देवा! हां. हां, म्हणजे असं कुठलं प्रसिद्ध ठिकाण असं सांगितलं होतं का तुम्ही त्यांना?
हो, दगडूशेठ मंदिरापाशी येऊन थांबायचं सगळ्यांनी. तिथंच भेटायचं, मग सगळे सापडू. आणि ते सांगितल्यामुळं सगळे तिथेच सापडलो आम्ही एकमेकांना. अ, खूप वेळ थांबावं लागलं.
अर हां. हां, मग ते अ, दगडूशेठ मंदिर मग तिथून जिथं गेला होता तिथून जवळ होतं का म्हणजे ते?
अ, जिथं हरवलं होतो ना गर्दीमधी, तिथून लांब होतं थोडं.
हां. लांब होतं, तरी पण तिथे यायला सांगितलं होतं तुम्ही त्यांना.
हां, अ, कारण की तेच एक चांगलं स्पॉट आहे, जिथे सापडू शकतो, नाही का? त्यामुळं. मग ते अ, होतं आमचं. मग सगळे आले, तार तासा दीड तासात सगळे तिथं पोहोचले जिथं-जिथं कोण होतं, नाही का? मग
अच्छा, हां. बरोबर. हां. हां, म्हणजे फायनली पोहोचले म्हणायचे तिथे. हां, पण गोंधळ उडाला असेल ना, खूप असा ते नवीन असल्यामुळे. पुण्यात म्हणजे पहिल्यांदा आल्या असल्यामुळे म्हणजे थोडे गोंधळले असतील?
हां, अ, मला असं वाटतं ना हां, त्यांचा त्यांचा गोंधळ उडाला होता. माझं तर काय, मला माहिती सगळं घर-बिर. माझं पुण्यात पण घर होतं अंन तिथं आउटसाइडला पण माझे म्हणजे 3-4 घरं असल्यामुळे, मग मी टेन्शन घेत नाही आणि माझे नातेवाईक सगळे जवळपासच राहतात तिथं. पण त्यांचं टेन्शन होतं. आणि दुसरी गोष्ट काय की कधीही तुम्ही अशा परिस्थितीत पडताय तर सगळ्यात पहिले लहान पोरं असतील तर त्यांच्या खिशात किंवा अ, गळ्यामध्ये एक आय-कार्ड टांगा. ज्यात तुमचा नंबर, ॲड्रेस, सगळ्या गोष्टी असतील, नाव, नंबर सगळं, नाही का? तर जेणेकरून कधी
हां. हो, हो. हां. हं, बरोबर, म्हणजे लहान मुलांना संपर्क करायला बरं पडतं मग. म्हणजे, असे गोंधळून जात नाहीत, कावरे-बावरे होत नाहीत.
हां. हो. अ, कारण की म्हणतात ना लहान पोरांना नंबर वगैरे सगळं कळत असलं ना? तर चांगलं राहतं कारण की लहानपणी मी एकदा हरवलं होतो. <chuckles>
हां. अच्छा. हं.
तेव्हा पण हरवलं होतं आठवलं मला हां. नाशिकला गेलो होतो फिरायला आणि तिथं अ, मला मावशीचं घर होतं तिथं. तर तिथं मी अ, होतो राहायला. पण ते लग्न होतं एक नाही का त्यासाठी गेलं होतं.
हां. हां. गेला होता, बरं.
हां, तर तिथं अ, लग्न गेलं असल्यामुळं काय झालं की मी जरा एकजण खेळायला लागतात ना मुलं, मुलं?
मुलं. हां.
माग प पकडापकडी तसं मी पण तसं खेळत होतो माझ्या मागे एक एकजण पळत होता आणि मी पळता-पळता अशा गल्ल्यांमध्ये घुसलो की मलाच सापडलं नाही मी कुठं आलो? <chuckles>
हां. <laughs> हां. म्हणजे असे बरेच अ, इनसिडेंट झालेत म्हणा तुमच्याबरोबर, असे हरवण्याचे मग अशा परिस्थितीतून तुम्ही काय शिकलं, म्हणजे काय शिकायला मिळालं तुम्हाला त्यातून?
<laughs> ल हां, हां. हम्म, लहानपणीपासून मी जरा घाबरट नव्हतो, पण मी जरा अ, नाही का डोकं शांत ठेवणारा पोरगा होतो.
शांत हो, म्हणजे अ, ओ, म्हणजे एकंदरीत शांत असायचा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये पण. हां, हां.
मग मी हां, हां, हां. मग मी तिकडं आजूबाजूला विचारलं "अरे बाबा! मला जायचं आहे. ते काळाराम मंदिरापाशी जायचं आहे. कुठून जाऊ, कुठून जाऊ?" मग लोकांनी सांगितलं "इकडून जा, तिकडून जा" आणि तिकडून-तिकडून जाता-जाता मला अ, बरोबर मी नंतर त्या लग्नाच्या दिशेपर्यंत पोहोचलो.
हां. पोच <laughs> फाईनली पोहोचला म्हणजे? हां, तिन्ही ठिकाणी जिथं-जिथं हरवला तिथे तुम्ही पोहोचलात. म्हणजे त्या ह्यामध्ये तुम्ही स्वतःचं डोकं शांत ठेवलत आणि शोधाशोध केलीत. हां तर पुढं?
हां, मग स्थानिक हां. हां. हो, कुठे जायचं ते माहीत होतं मला. <chuckles> ते माहीत पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली.
बरोबर आहे की. मग पुढच्या वेळी पुन्हा मग तुम्ही एकटे प्रवास कराल का? आणि केलात तर का कराल?
बघा, मी एकटा असतो तर मी हरवला नसतो. है ना? मी त्या लोकांपासून लांब झालो त्यांना शोधणं गरजेचं होतं अदरवाईज कारण की अ, ती लोकं पण मग अ, काळजी केली असती अन् गाडीची चावी माझ्याकडं कारची आणि अ, ते मोबाईल जिथे ठेवलेत त्या दुकानातले लॉकरची चावी माझ्याकडं. मग ते पैसे अ, त्यांच्याकडं असं लफडा झाला होता ना सगळा. <chuckles> म्हणून नाहीतर मग त्या
हां. हो, हो, हो, हो. हां. हो. हो, हो बरोबर हां, म्हणजे तुम्ही एकटे प्रवास म्हणा एन्जॉय करता म्हणजे तसा काही इश्यू नाहीये तुम्हाला एकट्याला हां.
मी काय करतो आता. अ, आता ठरवलंय की अशा वेळेस ना प्रत्येकाकडे म्हणजे घरातला लहान पोरगा असो या कोणाकडे पण असो, ₹5,000-5,000 मी ठेवतोच.
ठेवताच. बरं, हां.
प्रत्येकाकडं हां, मिनिमम 5,000-5,000. आपल्या इंडियामध्ये फिरतोय तर अन ते 5,000-5,000 का ठेवतो? इन केस असं झालं की काहीच सापडलं नाही तर ते एमर्जन्सीमध्ये पैसे घेऊन कुठेही येऊ शकतो, काहीही करू शकतो नाही का?
हां. येऊ शकता बरोबर की. मग छानच अ, म्हणजे उपाय एकदमच मस्त आहे आणि नक्कीच असा म्हणजे उपयोगी आहे तर अ
हां. हो. हां म्हणजे 5,000 इनफ आहे. कुठूनी कुठं यायला, नाही का? मला असं वाटतं. त्यामुळं अ, बाकीचे पैसे मी दिलाच. मग ते असतं की ते मिनिमम 5,000-5,000 10,000-10,000 मी ठेवतो. जेणेकरून कधीही कोणालाही सापडायला ईझी पडेल पोहचायला.
हो, बरोबर, नक्कीच. हां. ईझी पडेल. हो, बरोबर. नक्कीच तुमच्या सगळ्या त्या अ, बालपणीच्या ज्या होत्या कथा त्या नक्कीच रोचक होत्या आणि रंजक होत्या आणि तुम्ही कसा मार्ग काढलात ते अगदी छान सांगितलं. तर अ, नक्कीच पुन्हा भेटू आणि न नवीन विषयावर बोलू. धन्यवाद.
हो. हो, हो धन्यवाद. हो, नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद. हो, हो, धन्यवाद.